कधी-कधी असं असतं, की पालकांची आशा काही असते आणि आपली स्वताःची इच्छा काही. आपल्याला काही अजून करायचंय पण पालकांना हवे, की ते त्यांच्या हिशोबाने आपण आपलं आयुष्य घडवायचं. तर तुम्ही मला कसं सांगाल, की तुम्ही त्याचा असं तुम्हाला अशी सिच्युएशन आली का? असं क्षण होतं का? ज्याच्यामध्ये तुम्हाला पालकांची आशा आणि स्वताःच्या इच्छा
हो.
ह्याच्याबद्दल काही सिलेक्ट करायला पडलं. या मग ह्याच्यामधनं काही तुम्हाला निवडायला पडलं आणि मग तुम्ही कसं ती सिच्युएशनला हाताळलं?
हो ना. हो ना, तर अशा पद्धतीचा प्रसंग माझ्यासोबत 1दा दा नाही, तर 2दा दा घडलाय. तर सुरुवातीला सांगायचं झालं तर माझं जेव्हा करिअर निवडताना म्हणजे एक साधारण 12वी नंतर मी जेव्हा करिअर मला जेव्हा निवडायचं होतं म्हणजे कुठे ॲडमिशन घ्यायचंय वगैरे. तर तेव्हा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालती, की माझ्या पालकांच्या अपेक्षा वेगळ्या होत्या आणि माझे स्वताःची इ इच्छा होती, मला ज्याची आवड होती. तर याच्यामध्ये थोडीफार तफावत होती, आमचं काही म्हणजे जुळत नव्हतं. दोघांच्या आवडी-निवडी म्हणजे माझ्या आई-वडिलांच्या आणि माझी जी इच्छा आहेत, तर त्या वेगळ्या वेगळ्या होत्या. तर मग काय होतं त्यांचं त्यांचं असं म्हणणं होतं, की "तू एक चांगलं उच्च शिक्षण घेतलं पाहिजे" म्हणजे आत्ता बघतोय आपण की आयटी क्षेत्र, तर हे खूप, इतकं जोरात किंवा तिकडे खूप जास्त स्कोप आहे असं आपण म्हणतो. तर मग त्यांनाही तसंच वाटायचं, की माझा मुलगा या आयटी क्षेत्रामध्ये जावा. त्यानेही सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हावं आणि आपण बघतो की समाजात असे बरेचसे सॉफ्टवेअर इंजिनिअर किंवा आयटी क्षेत्रात काम करणारे लोकं आज चांगल्या प्रकारे कमवताहेत आणि एक चांगली जीवनशैली आहे किंवा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत, तर त्या ते अगदी सहजपणे घेतायतं आणि आयुष्यात ते खूप पुढे जातायतं. तर साहजिकचायं अशा या गोष्टी त्यांनी बघितल्यामुळे तर ते माझ्याकडूनही अशीच अशा अ, लावून ठेवली होती, की त्यांनी की मी ही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या क्षेत्रात जावं आणि 12वी नंतर मी कंम्प्युटर सायन्स या फील्डमध्ये ॲडमिशन घ्यावं, असं त्यांना वाटत होतं. पण मग याउलट माझं असं होतं ना, की मला काही तिकडे जास्त रस नव्हता. कारण मला मी माझ्या जे सीनियर होते तर त्यांच्याकडून ऐकलं होतं, की हे जे कोडिंग असणे किंवा प्रोग्रॅमिंग तर हे खूप म्हणजे सोप्पं काम नाही आहे. तिथे तुम्हाला खूप एकाग्रता ठेवावी लागते आणि मग त्याच्यामुळे खूप अ, डोकेदुखी किंवा मानसिक आरोग्य असेल किंवा शारीरिक आरोग्य असेल जसं की पाठीचे दुखणे असो किंवा असे बऱ्याचशा ज्या गोष्टी होत्या असे बरेचसे किस्से मी त्यांच्याकडून ऐकले होते. तर तेही माझ्या मनावर परिणाम त्यांनी त्या गोष्टींनी केला होता आणि मग माझी तर काही इच्छा नव्हती तिकडे जाण्याची. माझा कल तर अ, पियानो वाजवण्याकडे होता. कारण मी तो खूप शाळे शाळेमध्ये असल्यापासून मी तो वाजवायचो तर मला त्याच्यामध्येच करियर करायचं होतं, जे की आपण आर्ट म्हणतो. तर मला साधारण एक आर्ट क्षेत्रात जायचं होतं, तर असं सुरुवातीला झालेलं. तर हा माझा पहिला किस्सा, पहिला प्रसंग आणि दुसऱ्या वेळेस कधी झालं, की जेव्हा म्हणजे लग्नाचा विषय आला. म्हणजे मला जेव्हा लग्न करायचं होतं, तर मला कॉलेजच्या दरम्यान एक अ, म्हणजे मुलगी आवडत होती आणि आमचं व्यवस्थित अ, सर्व चाललेलं होतं, रिलेशनशिप वगैरे. पण मग आपण म्हणतो ना, की अ, घरच्यांना अशा गोष्टी काही पटत नव्हत्या किंवा एक सामाजिक दबाव असतो, की बाकीचे लोकं काय म्हणतील बाबा? कारण आज आज आपण बघतोय, की भारतात या गोष्टी अजून तितक्या काही स्वीकारार्ह नाहीहेत, म्हणजे लोकं अगदी सहजपणे स्वीकारत नाहीत, की लव्ह मॅरेजसारख्या गोष्टी. तर त्यांना अजूनही अरेंज मॅरेज वगैरे या गोष्टीमध्ये जास्त रस आहे किंवा तेच करायचं असतं त्यांच्या पाल्यांचं. तर मग तिथेही माझी स्वताःची इच्छा अशी होती, की मला लव्ह मॅरेजचं करायचयं आणि मी ज्या मुलीवर प्रेम करतोय, तर मला तिच्यासोबतच लग्न करायचयं आणि माझ्या पालकांचं असं होतं, की नाही इथे आपल्याच अ, ओळखीतली किंवा आपल्या समाजाशी तर अशी त्यांना सून आणायची होती. तर मग तेव्हाही ही तफावत आली होती.
हां. हां. अगदी. हां. अगदी खरं. हो. <chuckles> <laughs> अरे बाप रे, बाप! वाह, वाह! हं. वाह! ओहोहोहो! वाह, वाह! हं. हां, हां. वाह! अच्छा! वाह! तर तुम्ही 2 अ, वेळा ही अ, जो आहे परिस्थिती अनुभवलेली आहे आणि ती खूप अशी मला असं वाटतंय, अशी खूप मोठी झाली, का की करियर म्हणजे पण खूप मोठी गोष्ट आणि क लग्न लग्न भाऊ आणि प्रेम. प्रेम तर असं लग्न करायचं नाही करायचं ती मोठी गोष्ट अन आपण जेव्हा आपलं लव्ह मॅरेज होणार आहे आपल्याला प्रेम आहे कोणाबरोबर तर आपल्याला घरामध्ये सांगण्यामध्ये पण थोडं खूप त्रास होतो. तर अ, जेव्हा तुमचं ही परिस्थिती आली तर मग तुमची, बाबांची, आई-बाबांची अपेक्षा तुमच्याशी मतलब त्यांची स्वताःची इच्छा काही अजून असते ना. तर मग त्यांची भिडंत तर झालीच असेल, की "नाही, नाही, असं नाही करायचं, तसं नाही करायचं." मग तुम्ही त्या परिस्थितीला कसं अ, सांभाळून घेतलं? म्हणजे करिअरमध्ये पण आणि लग्नामध्ये पण?
हो. परिस्थिती अनुभवली आहे. हो ना. खूप महत्त्वाचं. हो. बरोबर आहे. हां. हो. हां. झालं होतं ना. हं. हो, बघा ना. तर माझा एक मोठा भाऊ आहे, तर क मी तुम्हाला पहिले करिअरच सांगतो, मी कसं सांभाळलं. तर माझा एक मोठा भाऊ आहे आणि तो एक म्हणजे डॉक्टर आहे. तर तो खूप चांगल्या प्रकारचा डॉक्टर आहे आणि माझ्यापेक्षा तो साधारण 5 वर्षांनी मोठा आहे. तर मग त्याचे आणि माझे विचार माझ्या बाबांपेक्षा तर बऱ्यापैकी जुळतात. मग हो, कारण समवयस्कर असल्यावर आपण बघतो की आपले विचार हे चांगल्या प्रकारे जुळतात आणि आपला संवादही चांगल्या प्रकारे होतो. तर मग मी करिअरचं जेव्हा मला ही जी अडचण आली, तर मग तेव्हा माझं आणि माझ्या पालकांसोबत बऱ्यापैकी अ, वाद नाही म्हणता येणार. पण अशा गोष्टी चालू होत्या, की नाही मला हेच करायचं आहे. मला आर्टमध्येच जायचं आहे. तर मग मी नंतर मला एक आयडिया सुचली. मी माझ्या मोठ्या भावाशी बोललो की, "अरे, दादा सांग ना यांना, की मला इकडे यायची आवड नाही आहे. मला सॉफ्टवेअर इंजिनिअर नाही व्हायचंय. मला आर्ट क्षेत्रातच जायचं आहे." तर मग त्यालाही पटलं कारण मग तो तर, तोही या फेजमधून गेला होता, की त्याचंसुद्धा असंच काहीसं झालं की त्याची आवड आणि हे जे अ, म्हणतो ना पालकांच्या अपेक्षा. तर तो त्यांनी ही फेज अ, म्हणजे अनुभवली होती. आणि त्यान त्याला असं वाटत होतं, की माझ्या लहान भावाने आता पुन्हा ही चूक करू नये किंवा त्यांना या गोष्टी अशा फेस कराव्या लागू नयेत. तर मग त्यांनी माझ्या आई-वडिलांना समजावायचा प्रयत्न केला, की आता माझ्यासोबत तर घडलंय. पण तुम्ही आता याला जे हवं आहे, हां, याला जे आवड आहे तर तेच करून द्या. तर मी तेव्हा माझ्या भावाची, मोठ्या भावाची मदत घेतली होती आणि जेव्हा लग्नाचा विषय आला तर लग्नाच्या विषयावेळी सुद्धा मी माझ्या
हां. <laughs> अगदी. हां. आम्ही याला तर बक्षून द्या. तो मोठा भाऊ आला. <laughs>
भाऊ तर होताच आणि त्याबरोबर माझा एक काका आहे. तर तो काकासुद्धा अगदी माझ्या खूप जवळचा आहे.
कुल काका.
हो, तर मग आणि मी माझ्या वडिलांना, माझ्या वडिलांशी मी तेवढं फ्रेंडली नाही आहे, जेवढं माझ्या काकांसोबत आहे आणि दादांसोबत आहे. तर मग अ, साहजिकच जे आपल्याला कोणती मुलगी आवडत असेल तर अ, म्हणजे थोडी भीती तर वाटतेच घरी सांगण्याआधी. आणि खूप प्रश्नही मनात येतात की ह्यांना सांगितल्यावर यांचे रिएक्शन्स काय असतील? किंवा यांना काय वाटेल? कारण त्यांच्या मनात तर त्यांनी वेगळ्याच कल्पना रंगवलेल्या असतात की आपण हेच नाव आता इकडे नोंदवू किंवा आपल्या नातेवाईकांना सांगू आणि तिकडून मुलगी आणू, आपली सून आणू. पण मग अचानक जर या मुलाने जर आपल्याला येऊन सांगितलं की, "बाबा मला ही मुलगी आवडते आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार आहे." तर मग त्यांना थोडा धक्काच बसला असता, पण मी असं डायरेक्ट काही त्यांना न सांगता पहिले माझ्या काकाला सांगितलं. काकाला सांगितलं, सांगितलं, तो तर एवढा एक्साईटेड झाला आणि त्याला तर आनंदच झाला की अरे वाह! याने तर खूपच छान केलं. <chuckles> हो ना. मग त्यांना तर म्हणजे लगेचच पटलं होतं, की ठीक आहे. <clears throat> हा कोणत्या मुलीवर प्रेम करतोय तर आपण तो जीवनसाथी त्याला निवडून दिला पाहिजे आणि <clears throat> हे जे काही लव्ह मॅरेज आहे, तर अ, ते म्हणजे होऊ शकतं. असं काय म्हणजे सामाजिक दबाव आपण म्हणतो ना, तर अ, शेवटी काय असतं की अ, आयुष्य हे दोन व्यक्तींनाच जगायचं असतं. म्हणजे तर नवरा आणि बायको. ह्यांनाच सर्व काही अडचणी असतील सुखाचे किंवा दुःखाचे प्रसंग या दोघांनाच फेस करायचे असतात. ते तर काय, आपल्याला समाज काय, स्वतः येत नाही आणि अशी काही खूप काही मदत करत नाही. तर मग ते काकाला खूप पटलं, की याला एक मुलगी आवडते, तर मग काय हरकत आहे. मग त्यांनी माझ्या बाबांना हळूच थोडं सांगितलं. हळू-हळू सांगितलं, की "हे बघा असं आहे आणि ती मुलगी अशी आहे आणि खूप छान आहे. अ, सुसंस्कृत आहे. त्याच्याच अ, दोघांचं क्षेत्रही सारखं आहे." मग सुरुवातीला तर काही बाबा अ, तयार झाले नव्हते. पण मग नंतर मी माझा हट्ट काही सोडलाही नाही. माझं जे मला जे वाटत होतं लव्ह मॅरेज करायचं, तर मग ते केलंच. म्हणजे असं मला यश आलं त्या गोष्टी करण्यामध्ये.
वाह! मस्त. अगदी खरं. हां. <blows air> <laughs> हां, हां, हां, हां. अगदी. शाबाश, शाबाश, मेरे शेर. <chuckles> अगदी खरं. हो, हो, हो, हो, हो. मस्त! खूप छान. वाह! वाह! खूप छान! मतलब तुम्ही बाबांना सांभाळून घेतलं पण तुमच्याकडे 2 असे खांदे होते मजबूत वाले एक तुमचा भाऊ आणि तुमचे काका. वाह! वाह! खूप छान! माझी पण छोटी भाची आहे तर मला पण असे काका बनण्यामध्ये खूप आवडेल. <laughs> अरे! नाही, मस्त खूप छान! तर कधी-कधी असं असतं ना, की आपले पालक, अ, अ, कधी-कधी त्यांची आर्थिक किंवा नातेवाईक असतात ना, त्यांच्यावर अं अवलंबित असतात.
हो. हो. अगदी खरं. हो ना. हां. अच्छा, <chuckles> हो ना. हां. हो.
की त्यांची आर्थिक आपल्याकडे एवढा पैसा नसतो कधी परिस्थिती असते आपली. तर मग आपले जो नातेवाईक असतात आपण त्यांच्यावर अवलंबित असतो तर तशी परिस्थिती राहिली तर मग निर्णय कसा घेतला पाहिजे?
बरोबर. हो. हो. बघा, आपण आपण शिक्षण तर घेत असतो आणि त्याचप्रकारे आपल्याकडे बऱ्याच कला ही असतात, काही कौशल्य असतात. तर मग आपण अ, नातेवाईकांवर अवलंबून राहणं, तेवढं काही बरं वाटत नाही. जो प जर आपण शिक्षण व्यवस्थित घेतले, सर्व गोष्टी आपल्याकडे आहेत, आपल्याला असे बरेच काही आपल्याकडे स्किल्स, असतात जे की आपल्यालाच एक चांगलं अ, काय म्हणतो ना, इन्कम मिळवून देऊ शकतात तर मग मला असं वाटतं, की जर तुमचं शिक्षण चांगलं असेल किंवा तुमच्याकडे एखादी कला असेल किंवा तुमची मेहनत करण्याची तयारी असेल तर मग अशावेळी अ, तुम्हाला जे वाटतं तुम्हाला जे आवडतं त्या गोष्टी तुम्ही करत राहिल्या पाहिजेत आणि मग त्यामुळ त्यामधून तुम्हाला नक्कीच एक चांगल्या प्रकारचे पैसे सुद्धा म्हणजे आपण म्हणतो ना, आर्थिक गोष्टी किंवा आर्थिक मदतही होईल आणि मग नातेवाईकांवर अवलंबून राहण्याचा प्रश्नच येत नाही. तर हीच गोष्ट आहे सर्वांनी पाहिली पाहिजे, की त्यांना ज्या गोष्टीमध्ये आवड आहे किंवा ज्या गोष्टीत त्यांनी शिक्षण घेतलंय तर मग तिथेच तुम्ही करियर करा, तिथेच प्रयत्न करा अजून आणि तिथेच संधी शोधत राहिलं तर नक्कीच अ, तिथे तुम्हाला काम करण्याची अ, संधी मिळेल किंवा एखादा जॉब मिळेल किंवा काही म्हणजे तुम्ही करू शकता आणि त्यातून तुम्हाला एक इन्कम मिळून, तुमची जी आर्थिक गरज आहे तर ती तुम्ही भागवू शकता असं मला वाटतं.
अ, नाही तुमचं खूप छान विचार आहे. पण मला असं सांगा, की काय असतं ना, कधी-कधी आपण आपल्या काकाकडले रा राहायला गेलो, अभ्यास त्यांच्याकडे करतो, आपल्या बाबाकडे एवढा पैसा नाही, ठीक आहे. तर तुम्ही एकदम त्यांच्याकडनं हटून, मतलब त्यांच्याकडनं बाहेर येऊन, आपले अ, पैसा कमवून आणि आपले स्वतःचे जो निर्णय आहेत ते घेऊ नाही शकत, का की त्यांचा कुठे ना कुठे आपल्या बाबावर पण अ, खूप समतोल असतो त्यांचा, की "नाही यार! माझ्या मोठ्या भावाने एवढं केलेलं आहे तर त्याची गोष्ट तर ऐकायलाच पडेल." मग त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? पैसा कमावणं हे आहे पण त्या निर्णयाचं तर तुम्हाला कसं ना कसं त्याला सांभाळायला पडेल ना तर मग तेव्हा तुम्ही काय कराल?
बरोबर. हां. हो. खरं आहे. हो, ओझं असतं. हां. बरोबर. अगदी खरं आहे. तर मग अशा वेळेस काय करायचं, की आपण म्हणतो ना, आपण फक्त पैसा, पैसा, पैसाच नाही फक्त कमावलं पाहिजे, तर त्याबद त्याबरोबरच जे आपली माणसं आहेत आपली जवळची माणसं आहेत, जसे की काका असेल, वडील असेल, भाऊ असेल, तर हेही त्यांना आपण सांभाळून ठेवणे किंवा त्यांच्या काय त्या भावना आहेत, त्या आपण दुखावल्या नाही पाहिजेत. तर खरं सांगायचं झालं तर, अ, आपलं जर शिक्षण झालं किंवा आपलं जर करि करिअरची सुरुवात असेल, तर तेव्हा थोडंफार प्रॅक्टिकल राहणं अ, गरजेचं वाटतं. कारण मग ते आपल्या आयुष्याची सुरुवात असते आणि तिथूनच आपल्याला एक आर्थिक स्थैर्य येणार असतं. आणि मग आपण खूपच जास्त विचार करत बसलो, की आपला समाज काय म्हणेल. किंवा आपला काका काय म्हणेल किंवा आपल्याला ज्यांनी सांभाळल आहे, तर अशा वेळेस मी तर म्हणेल, की कारण आपलं ते करियरच आहे. आणि मग आपण तर अशी काही चुकीची गोष्ट करतच नाही आहे. तर नक्कीच तेही खूप समजूतदार असतात, आणि त्यांनाही बऱ्याचशा गोष्टींची जाण असते, की हा काहीतरी निर्णय घेतोय किंवा हा काहीतरी कुठेतरी जॉब जॉबला बघतोय, संधी बघतोय काहीतरी जॉब्स बघतोय किंवा स्वतःचा काही व्यवसाय करतोय. तर नक्कीच त्याची ती आवड असेल किंवा त्याच्याकडे ते स्किल असेल. आणि त्यामुळेच तो करतोय, तो काय असं जाणून-बुजून आपल्याला दुखवण्यासाठी तर काही करत नसावा, कारण त्यांनी असं काही आपल्यासोबत काही चुकीचं वागलेलंच नाही किंवा केलेलंच नाही आहे. तर साहजिकच आहे, आपण सुद्धा त्यांच्यासोबत काही चुकीचं करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे तेही खूप म्हणजे, समजूतदारपणे आपल्याशी वागतच असतात, मी बऱ्याचदा पाहतो तर, पण जर त्यांना खरंच ते दुखावले गेले असतील, तर आपण त्यांच्याशी एक संवाद साधला पाहिजे किंवा आपले जे विचार आहेत, तर त्यांना सांगितले पाहिजे, मांडले पाहिजेत. कारण आ, संवादाने बऱ्याचशा गोष्टी आपण बघतो की सॉल्व्ह होतात. म्हणजे जे गैरसमज असतात, किंवा काही अजून दुसऱ्या काही गोष्टी असतील, तर ते राहत नाही. तर मी तर म्हणेल संवाद केल्याने नक्कीच ह्या ज्या काही समस्या असतील, तर त्या अ, सॉल्व्ह होतील आणि त्यांनाही विश्वास बसेल. आणि त्यांनाही आपला जो निर्णय आहे, तर तो म्हणजे पटू लागेल. ते पटायला लागेल. तर अशा प्रकारे मला वाटतं, की त्यांच्या ज्या आशा आहेत, आणि आपल्या स्वतःच्या इच्छा आहे ,तर दोघांचं संतुलन राहील, असं मला वाटतं.
अगदी. अगदी खरं. वाह! तुमच्याशी बोलून मला हे समज आलं, की आपण स्पष्टवादी राहिलं पाहिजे, आपण तो संवाद सावरायला पाहिजे. आणि आपलं जे स्वप्न आहे, ते पूर्ण करण्यासाठी आपण कुठल्याही पटीला जाऊन सर्वांशी बोलायला पाहिजे. खूप छान! म्हणजे तुम्ही खूप छान सांगितलं मला, की पालकांची आशा आणि स्वतःची इच्छा कशी समतोल ठेवायची. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, खूप छान वाटलं तुमचे अनुभव ऐकून आणि खूप मज्जा आली. खूप-खूप धन्यवाद आणि मनापासून खूप-खूप आभार तुमचे.
हो. अगदी बरोबर. हो. मलाही तुमच्याशी बोलताना खरंच खूप मज्जा आली. आणि आपण असे पुन्हा, पुन्हा भेटत राहू आणि बोलत राहू. आणि तुमचेही खरंच खूप मनापासून खूप-खूप धन्यवाद.
अगदी! नक्की भेटूया. खूप-खूप धन्यवाद!